काहीच नाही, काहीच नाही. तुम्ही सामान्य श्वासालाच पाहू शकता आणि मग ज्यावेळेस तुम्ही पाहणार ना, तुमचं मन भटकन पण परत त्या श्वासावर आणा, परत तुमचं मन भटकन ते परत त्या श्वासावर आणा. ज्या ज्या वेळेस तुम्ही हे करणार ना, त्यावेळेस तुमचं मन त्या श्वासावर राहील म्हणजे तुमचं ध्यान केंद्रित राहील. आणि ध्यान जर आपलं केंद्रित जर झालं ना, तर मग आपण कोणत्याही कामामध्ये व्यवस्थित काम करू शकतो. व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो. अशा गोष्टी करू शकतो. आणि अजून काय माहिती आहे का, आपल्याला बाकीच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचंच नाही. जसं माझ्या समोरून, गाड्या जात आहे मी रस्त्याने उभा आहे, पण गाड्या जात आहे, येत आहे, जात आहे, येत आहे. तसंच आपण काय करू शकतो अजून एक पद्धत म्हणजे ध्यानामध्ये राहण्याची, जे विचार जात आहे, येत आहे ना, त्यांना जाऊ द्यायचं येऊ द्यायचं. पण त्यांच्यावरती प्रतिक्रिया द्यायची नाही.
हां. हो, नक्कीच. अरे वाह! हं, सांगा ना. हां. अरे बापरे! हो का? हे माहीत नव्हतं मला. वाह, वाह!
ठीक आहे, हं. हं, हं म्हणजे कसं आहे प्रतिक्रिया म्हणजे कसं आहे आपलं मन हे नेहमी प्रतिक्रिया देत असतं, बरोबर? समजा, मला तो तसा बोलला हे तुम्हाला आठवलं किंवा मला त्यांनी चुकीचं बोलला होता हे जर तुम्हाला आठवलं तर त्याच्यावरती मनाची प्रक्रिया काय आहे? तो तसाच आहे. त्यांनी तसंच केलं होतं. त्याला बोल मुर्ख आहे तो. आणि मी तर त्याच्यासोबत किती किती कसं चांगलं वागले आणि मग तो कसा वागू लागला, तर ही प्रतिक्रिया देणं झालं. पहिला पहिला विचार काय आलता तुमच्या मनात. आणि ही कडी लांबत जाते, मग त्याच्या जुन्या गोष्टी आठवतात. आजूक मन हां, हां, ते होतो तसा पहिला बोलत नव्हतो मी तर त्याला एवढी मदत केली तरी पण तो असा वागतो. आणि मी तर त्याला, म्हणजे किती चांगली समजत होते पण तो वो असा बोलला, हो वो म्हणजे मला तो कुठं तरी दुखवलं आणि मला पण असं वाटलं होतं मी त्याला बोलावं. सुरुवात कुठून झाली होती बरं, या विचारांची?
मग काय करायचं? हं, हं. नक्कीच हो, हो. हो. <chuckles> हो. हो, तो बोललाच कसा? बरोबर आहे, नक्कीच. हो, हो. बरोबर. हो. विचारांचीच आणि, जेव्हा आपण हो.
नाही, नाही, सुरुवात सर्वात पहिला जो विचार आला होता तो असा होता, की तो म्हणजे मला असा कसा बोलला तर कुठपर्यंत मन पळू लागलंय तुमचं हां, आणि मन मनाने किती लांब लांब नेऊन ठेवलं तर, ध्यानात सात म्हणजे ध्यान तेच आहे, की आम्ही त्या विचारांकडे रिएक्शन त्यांच्या लक्ष द्यायचं नाही. आला आला तर आला आणि लगेच जाऊ द्यायचं त्याला. प्रतिक्रिया नाही द्यायची. हं, हं.
तो बोललास कसा? बरोबर, नक्कीच. हो, वाह, वाह, वाह! खूप छान उदाहरण आहे. लक्ष नाही द्यायचं. हां. अरे वाह! खरंच खूप छान. प्रति प्रति प प्रतिक्रिया द्यायची नाही, आला तर आला आणि गेला तर गेला. अरे वाह, म्हणजे खूपच छान! म्हणजे ध्यानात आपलं सातत्य आपण राखू शकतो अशा गोष्टींनी, अशा पद्धतीने नाही का? तर मग आता सुरुवातीला जर लोकांना असं विसर पडायचा, किंवा वेळ नसायचा, किंवा बघा त्यांचं मन भटकायचं, असं जसं तुम्ही आता सांगितलं तर हे सगळे अडथळे येतात. तर अशा वेळेस काय अशा छोट्या-छोट्या ट्रिक्स उपयोगी पडतील, जेणेकरून आपण ध्यान एकदम सातत्य ठेऊ, असं वाटतं तुम्हाला?
हं. हं, हं. हो. हो, हो, हो, हो. हं, हं. हं.